ट्रेंड सेट करून जातात ती गाणी. मराठीचं पण आहे ना, आता तुम्ही बघा ना, ढगाला लागली कळं हे जे आहे तर, ते अ, हिंदी पिक्चरमध्ये पण आलेलं आहे. ते अ, रिमिक्स होऊन आलं आहे ते गाणं.
हां. एक त्याच्यामध्ये ते पण होतं ना, की कोंबडी पळाली, तर ती जी कोंबडी पळाली आहे. ती शायद चिकणी चमेलीवर आहे.
त्यानंतर कोंबडी पळाली. हं. चिकनी चमेलीच आहे ना, तेच आहे ना. कोंबडी पळाली हे गाणं भरत जाधव आणि क्रांती रेडकर नावाचे अ‍ॅक्ट्रेस आहेत त्यांच्यावरती पिक्चराईज झालंय. आणि जत्रा नावाचा अ, सिनेमा होता. त्यामधलं ते गाणं आहे आणि हे एक अ, चिकनी चमेली, त्यांचंच अतुल राहुलचंच, आपल्या आ, अजय अतुलचंच म्युझिक ते.
हां, हां. तेच तर. हां, हां. हां, हां. हां, हां. आलं लक्षात. हां, हां. आलं लक्षात. हां, हां. वाह, वाह, वाह! नाही, खूप छान सांगितलं तुम्ही, की सिनेमा किंवा संगीताने तुमचं स्टाईल कसं प्रभावी होतो आणि तुमच्यावर काय प्रभाव टाकतात हे सिनेमा आणि संगीत. आणि तुमचे अनुभव मला खूप अ, छान वाटले. नेमकं तो व्हाईट कोट आणि ते तुमच्या मामांनी आणलेले ₹400 चे जोडे हां, खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आणि अ, असं केलं पाहिजे की जेव्हा संगीत आणि सिनेमा असतात, तर त्याच्यामध्ये आपण स्वतःलाही बघायला पाहिजे, की आपण त्याच्यामध्ये कसं स्टाईल निवडू शकतो स्वतःसाठी पण. खूप छान सांगितलं तुम्ही आणि खूप छान वाटतं तुमच्याशी बोलून. मनापासून आभार आणि खूप, खूप धन्यवाद तुमचा.
हं. हां, हां. येस, येस. <chuckles> येस. येस, येस. तुमचे खूप-खूप आभार, खूप-खूप धन्यवाद. अ, आणि अ, खरंच खूप छान वाटतं गप्पा मारून अ, तुमच्याशी. अ, नक्की आपण पुन्हा भेटूयात आणि छान असं काहीतरी एकदम अ, छान गप्पा मारूयात आणि हं, रंगूयात मैफल हं. <chuckles> ओके, ओके. थँक यू. धन्यवाद.
<laughs> हां. अगदी. हो. अगदी धन्यवाद. अगदी हो, धन्यवाद.

हं, नाही ह्या तर गोष्टी कधी-कधीच होत्या पण ते जेव्हापासून अ, कॉलेजमध्ये गेलं होतो आणि मला सांगितलं होतं, की जीन्स पॅन्ट छान दिसते. तर तेव्हापासून मग एक माझा तो अ, खरं तर ट्रेडमार्क आहे की मला मी जी मी जीन्स पॅट वापरतोच म्हणजे कॅज्युअल जेव्हा पण मला काही करायचं असतं, तेव्हा मी जीन्स पॅन्टवरच असतो. पण जीन्स पॅन्ट माझी अशी असते की मी मांडी घालून पण बसू शकतो खाली एवढी ती सैल आणि अ, एवढी ती कम्फर्टेबल असते. अशी जीन्स पॅन्ट हां. नाहीतर खूपच जास्त टाईट असलं की मग ते बसणं-उठणं सगळंच अवघडल्यासारखं होतं. आणि तो जीन्स पॅन्ट घातली, की मग मलाच स्वतःला एक अ, वेगळाच कॉन्फिडन्स असतो नेहमी. अ, ते तो तो जे फॅब्रिक असतं ना त्याचं जरा रफ-टफ ती शिलाई, ते बटन, ते, ते मला जास्त भावतं. आणि टी-शर्ट्स हा माझा पेहरावा आहे. मग आता तुम्ही जसं म्हणतात की काही पारंपरिक कार्यक्रम आहे. तर मग जीन्स पॅन्ट तशीच राहते. त्याच्यावरती फक्त कुर्ता घालतो आणि शूज ऐवजी मग कोल्हापुरी चप्पल. म्हणजे ते फ्युजन पण होतं अ, पारंपरिक पण दिसतं आणि आपली जीन्स अ, काय त्याला म्हणतात कॉन्फिडन्स पण आपला राहतो. असं ते सगळं, अ, छान जुळवून आणायचं असं.
वाह! हां, नाहीतर मग कधी टाईट होता ना जीन्स पण. <laughs> हां. वाह! वाह! मस्त. वाह! वाह! खूप मस्त. आहा, क्या बात है! नाही, नाही. मस्त-मस्त लाईन सेट करताय तुम्ही पण मला असं वाटतंय. <laughs>
<laughs> असं एक वेगळं आणि छान वाटतं ते.
कुर्ता आणि जीन्स वाह! वाह! खूप छान.
कुर्ता आणि जीन्स आणि खाली कोल्हापुरी चप्पल, आणि मस्त असं आणि जर गावाकडे वगैरे जर गेलो आमच्या तिकडे सण वगैरे असतात, तर मग असं एक मफलर वगैरे पण असे टाकायची अशी खांद्यावरती. तर मग ते अ, विनोद खन्ना आणि मग त्यांना त्यांना त्या लोकांना असं वाटतं की आपल्या मधला आहे. गावातले गाव अ, ते आमचं खेडेच गाव आहे अजून. तिकडे जत्रा वगैरे असते तेव्हा मी जातो ना. तर त्या लोकांना पण वाटतं की हा आपल्यातलाच आहे. जीन्स पॅन्टकडे एवढं लक्ष देत नाही वरतीच कुर्ता आणि ते मफलर वगैरे बांधण्याची ते अजूनही तिथे पद्धत आहे. टोपी वगैरे घालण्याची पण. तर मग मी त्यांच्या त्यांच्यातलाच असतो आणि त्यांच्यापासून थोडासा वेगळा पण असतो असं. ॲट अ टाईम एकाच वेळी असं असतं ते.
आहाहा! आहाहा! विनोद खन्ना. <laughs> हां, हां. अगदी करता. हां, हां. हो. वाह! मस्त. नाही, नाही. खूप छान, खूप छान. म्हणाला तुम्ही ह्याबद्दल तर आणि मला तुमचा स्टाईल खूप आवडला. <chuckles> तुम्ही खूप छान हां, अरे, अगदी करणार मग. हो. <chuckles> तर मला असं वाटतं हां, अच्छा. बट कम्फर्टेबल झालं म्हणजे कपडे तर फील गुडच होणारच ना. <chuckles> तर मला असं सांगा सोशल मीडियाच्या काळात, जुने रेफरन्स किंवा लोकल मराठी सिनेमाचे संगीत स्टाईल कसा पुन्हा चालू आहे? तुम्हाला अनुभव काही टिप्स देऊ शकाल का? मतलब असं वाटत ना आपल्याला यार, की आपले सोशल मीडियावर पण कुठले ना कुठले मराठी सिनेमाचे संगीत वापरले जातात आहे आणि त्यांना आता रेफरन्स सारखं अ, उपयोग करतात तर तुम्हाला तुम्हाला कधी ते अनुभवलं का?
<chuckles> तुम्ही पण ट्राय करा एकदा. <chuckles> हो, खूप खूप मजा येईल ते. खूप मस्त वाटतं ते हं, असं फील गुड असतो तो खरं तर. फील गुड. हां, येस, येस. हं. हं. हं. हो, हो, हो, हो.